बघा ना, 12 वी झाली का मुलांना कसं वाटत ना काय करियर घ्यायचं? काय डिप्लोमा करायचा? आणि त्याच्यामध्ये पालकांची गर्दी असते ती वेगळीच. मग असं करियर निवडीवर पालकांची आणि मुलांची अपेक्षा कशी वेगळी, मला काही सांगाल?
हो. हो, नक्कीच. अ, आता कसं झालंय ना, की पालकांची अपेक्षा आणि मुलांची अपेक्षा कधी-कधी यामध्ये एवढा फरक निर्माण होतो की काय करावं हा समजत नाहीत. बघा, पालकांची अपेक्षा कशी असते की आपण दोघांचाही व्ह्यू बघितला, तर मला असं वाटतं की दोघंही चुकीचे नसतात.
हो ना.
अ, आजच्या मुलांना कसं असतं की स्किल्स पाहिजेत. अ, फ्रीडम पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. अ, जास्तीत-जास्त पेमेंट असावं, नाही का? तर, पॅरेंट्स एकदम याच्या अपोझिट असतात. कारण पण आहेत त्याच्या पाठीमागं. पण अपोझिट कसे असतात बघा, त्यांना काय वाटतं माहिती आहे का? नोकरी जी असेल ना ती निश्चित असावी. म्हणजे का? आपण जसं बघा ना गावाकडे आहेत गव्हर्नमेंट नोकरीला जास्त प्रायोरिटी दिली जाते, का? कारण ती निश्चित असते आणि आपण असं कितीही चांगलं पॅकेज असू द्या लाख असू द्या, 2 लाख असू द्या. तरीही गावाकडच्या लोकांना असं वाटतं, आज लाख रुपये आहेत उद्या रुपयावर येणार आहेत. कारण कंपनीचा जॉब शुअर नाही ना.
हम्म, बरोबर. बरोबर. हं. हो, नक्कीच. हं. <chuckles> हो. बरोबर.
हं, मग पालकांची अपेक्षा असते ना, की मुलगा असो किंवा मुलगी, जॉब कसा असावा, सुरक्षित असावा आणि ते खरं आहे बरं. मला पण त्या म मताशी मी प्रामाणिक आणि सहमत असेल, की खरंच आहेत. मला सांगा आज लाख रुपये पगार घ्यायचा आणि उद्या घरी बसायचं असं कसं?
असतं, असं. हं. सुरक्षित, हं. हो ना? ते पण आहे ओ, अ, एक तर, ते सिक्युरिटी राहतेना गव्हर्नमेंट जॉबची वगैरे. पण नेमकं मला असं सांगाना, तुम्ही का घरात कारकिर्दीच्या मुद्द्यांवरती जेव्हा चर्चा सुरू झाली, की साधारणपणे पालक काय बोलतात? आणि मुलं काय म्हणतात? तुमचा काही अनुभव, काही आहे का याच्यामध्ये? काही प्रसंग वगैरे?
आणि, आणि हो, नक्कीच. हं. नक्कीच, नक्कीच. तर बघा ना, जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि त्यानंतर अ, माझ्या जेव्हा नोकरीचा प्रश्न निर्माण झाला ना. अ, तेव्हा काय व्हायचं माहिती आहे का? मला माझी वेगळी होती अपेक्षा की, इंजिनिअरिंग करावं किंवा इंजिनियरिंग फील्ड निवडावी. पण माझ्या घरच्यांना काय वाटायचंना, की जॉब कसा असला पाहिजे, की अ, तू गेली तर तू वेग एकदम सुरक्षित असली पाहिजेत. म्हणजे बघा जसं, की मला आत्ता दिल आहेत. मी आता सध्या तो प्रेझेंटला करते. तिथं गेल्यानंतर तुम्हाला असं फार काही लोड नसतो. अ, तुमच्यावर कुठल्या कामाचं प्रेशर नसतं. तुम्ही तुमच्या मनाने, काम करण्यासाठी फ्रीडम असतं. बघा तुम्हाला तुमचा सब्जेक्ट दिला आहेत. तुम्हाला तुमच्या सब्जेक्टच्याबद्दल मुलांमध्ये तुम्हाला 8 दिवसात, 15 दिवसात, फक्त तुम्ही काय करायचं आहे, की तुमच्या मुलांचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवायचे आहेत. मुलांची तुम्ही काळजी घ्यायची आणि तुमचा सिलेबस तुम्ही कम्प्लीट करायचे आहेत. मग तुम्हाला 6 महिने दिलेले असतात. सेमिस्टर पॅटर्न असतो ना, तुम्हाला 6 महिने दिलेत. तुम्ही त्या 6 महिन्यांमध्ये तुम्ही बसवायचं. तुम्हाला 6 महिन्यातला सिलेबस 6 दिवसात संपवायचा, की 1का महिन्यात संपवायचा, की 6 महिने कंटिन्यू करायचा. अ, तिथं कंपनीसारखं असं नसतं, की तुम्हाला आज हा टास्क दिला, हा प्रोजेक्ट दिला, हा प्रोजेक्ट आहे 15 दिवसांचा आणि त्यावरती तुम्हाला फुल्ली वर्क करायचे आहेत.
हं. हं. ते पण आहे. हं, हं. बरोबर. बरोबर. हं. बरोबर, हो. हं. बरोबर. बरोबर ना, हो नक्कीच.
2मध्ये जमीन फरक जमीन आसमानाचा फरक आहेत. आणि जेव्हा माझ्या घरामध्ये अशी चर्चा सुरू झाली ना, तेव्हा प्राथमिक लेवलवरती, मला पण हा जॉब आवडायचा नाही बरं. कारण मला पण असं वाटायचं की आपण थोडं नाही का आता मॉडर्न याच्यामध्ये स्टार्टअप वगैरे आलेत बघा कुठले-कुठले. अ, आय टी सेक्टर आलेत, त्याच्यामध्ये आपण असावं, जेणेकरून अ, आपले स्किल्स वगैरे अ, मान्य झालं म्हटल्यापेक्षा मी काय म्हणेल का त्यांनी मला समजावलं की "बघ ह्या गोष्टी आहेत अशा की तू सुरक्षित राहिली पाहिजेत आणि पगाराचं जास्त महत्त्व देऊ नको." कारण कसं आहेत, अ, घरचे कसं सांगायचे मला की पगार कसं आहेत ना, आज लाख रुपये जरी आलेत तरी खर्च करायला तुला 1.5 लाख जाणार आहेत आणि तुझ्या हातात 10 हजार जरी आले, तरी बाजा 12,000 नं खर्च होणार आहेत. अ, ते आपल्यावरती डिपेंड आहे की 10 हजारा मध्ये सॅटिस्फॅक्शन मानून आपल्या घरातली जबाबदारी व्यवस्थित सांभाळायची की लाख रुपये आणून अ, ती अशीच उधळायचीत. दहा हजार पगार येऊन पण लोकं आजकाल म्हणजे खूप मोठी झालीत बरं आणि जी लाख-लाख पगार घेत होती ना, ती आज त्यांच्या किडन्या फेल आहेत. वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त आहेत. कारण व्यसनांचा अ, त्यांना भडिमार केला, भरपूर सारे व्यसन केले कारण का पगार भरपूर होता.
हं. हो ना. मग? कधी तुमचं मन नाही झालं? हं. हं. बरोबर. हं, ते पण आहे. हं, ते पण आहे. हो. बरोबर, हो. बरोबर म्हणजे एकंदरीत करिअर निवडताना पालकांची पण चुकी राहत नाही आणि मुलांची पण अपेक्षा वेगळी राहते, ती पण एकंदरीत व्यवस्थितच आहे, नाही का? मग मला असं मला असं सांगा ना, का पालकांची अपेक्षा साधारणपणे सुरक्षा, नोकरी, सन्मान ऐवजी असते आणि मुलांची स्वप्नं इंटरेस्ट फ्रीलान्सिंगकडे वळतात. हे अंतर मिटवण्यासाठी तुम्ही काय सिफारिश कराल?
हो नक्कीच. हम्म. मी असं म्हणेल बघा, जर मुलगा किंवा मुलं जर हे बघा ह्यांचा स्टार्टअपमधे किंवा आय. टी.मधे ह्यांना खूप सारं स्किल्स आहेत.
हं.
खूप साऱ्या स्किल्स आहे म्हणजे नेक्स्ट लेवलचं स्किल जर तुमच्या मुलाजवळ असेल तर पालकांनी इथं थोडं 2 पाऊल पाठीमागे येऊन मुलाचा सपोर्ट करणं गरजेचं आहे.
हं. बरोबर.
आणि मुलगा जर समजा अ, तुम्ही जसं की म्हणाल की, "मुलानं आय. टी. सेक्टरमध्ये जावं." अशी तुमची इच्छा आहे किंवा पॅरेंट्स पण असे आहेत काही की भरपूर पेमेंट असायला पाहिजेत. प्रत्येक पॅरेंट्सचं सेम मत असेलच असं नाहीत. कारण पॅरेंट्स पण पैशाला प्रायोरिटी देऊ शकतात.असं काही नाही की पॅरेंट्स फक्त सुरक्षाच बघणार. पण आपण एक ओव्हरऑल समाजाचा विचार केला तर आपण पॅरेंट्सला त्याच पॅकेटमध्ये, कॅटेगरीमध्ये मोडतो. पण असं जर असेल समजा मुलाला डॉक्टर व्हायची इच्छा आहे आणि तुम्ही म्हणताय ना त्यांनी अ, इंजिनियर व्हावं त्यांनी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जावं. तर मग इथं कुठेतरी पालकांनी माघार घेणं गरजेचं आहे. मुलाला समजून घ्यावं. जर मुलाकडे जर स्किल असेल तर तुम्ही त्याला सपोर्ट करा आणि त्याला जसं जास्तीत-जास्त पुढं नेता येईल त्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. पण जर मुलाजवळ स्किल नाहीयेत आणि तुम्हाला त्याला ह्या जगामध्ये त्याला स्वतःच्या पायावरती उभं करायचं आहे. अ, त्याचं अस्तित्व टिकवायचं आहे. तर मग या ठिकाणी मुलाने थोडं पावलं मागे येऊन पॅरेंट्सचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
बरोबर हो, हो. हो, नक्कीच. बरोबर आहे. हं. बरोबर. ते सल्ला घेणं पण बरोबर आहे हो. आता जसं तुम्ही सांगितलं नाही का. कारण असं कधी-कधी होतं ना का, मुल पालक मागं होऊन जातात. पण मुलांना मुलं जी काही करत आहेत, त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं पण लक्ष नसतं नाही का आणि ते असं कर करून घेतात, की करियरच ते सांगतात ना, का एकदम संपूनच देतात असं कधी-कधी होतं. म्हणून कधी पालकांचीही सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि कधी पालकांनी पण त्या मुलांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? मग असं मला सांगा आर्थिक स्वास्थ्य, कुटुंबाची प्रतिष्ठा आणि भावनिक गुंतवणूक या तिन्ही गोष्टींचा संघर्ष झाल्यास, त्या संभाषणामध्ये कसे वागावे?
हं. नक्कीच. नक्कीच. खूपच महत्त्वाचं. हे बघा. या तीनही गोष्टी एकत्र आल्यास आपण एका-एकाला म्हणजे नाही का एक-एक गोष्ट बघूया. आर्थिक हं, आर्थिक बघितलं तर आर्थिकची स्थिती बघता, अ, मी तेच सांगेल का तुम्ही आज करोडपती आहात उद्या रोडपती बनायला वेळ लागत नाहीत.
नक्कीच, सांगा मला? हो ना.
किंवा तुम्ही आज रोडपती आहात, करोडपती बनायला वेळ लागणार नाहीत. त्यामुळं तुम्ही आर्थिकची गोष्ट शक्यतो मनावरती जास्त घेऊ नयेत. अ, घ्यायचीच असेल तर आपण फक्त आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या नीड कशा कंप्लीट करता येईल? आपण कसं व्यवस्थित राहू शकू? इथपर्यंतच विचार करावा. ना की तुम्ही खूप अंबानी, अडाणी होण्याचा प्रयत्न करावा, मोठी-मोठी स्वप्न रंगवावीत. अ, आपण मी इथं म्हणेल आर्थिकच्या बाबतीत ही आपण आपले हात-पाय पसरून, अंथरून पसरून पाय बघावे, काय म्हणतात ते? अ, पाय पसरून अंथरून बघावे, काही तर आहे ते, हं, ते तसं करावं. ना की तुम्ही खूप उंच-उंच स्वप्न बघावीत. राहिले प्रश्न कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा, तर कुटुंबाची प्रतिष्ठा आता ते कुटुंब कोणत्या गोष्टीत प्रतिष्ठा मानतंय? हे त्याच्यावर डिपेंड आहे. अ
नक्कीच. हं. <chuckles> हो, हो, बरोबर, नक्कीच-नक्कीच. ते सांगतात ना हां. बरोबर. नक्कीच, सगळे कुटुंब वेगवेगळे राहतात. आता त्यांचं काय प्रतिष्ठा आहे, ते त्यांनाच ठाऊक राहतं.
हो. नक्कीच, अ, पण मला असं म्हणायला आवडेल किंवा म्हणायला सांगायला लागेल मला की कुटुंबाची प्रतिष्ठा हा महत्त्वाचा मुद्दा आहेच, ती पाळावीच. पण काय आहेत ना? दोघांच्या संगनमताने पाळावेत. अ, फक्त वडिलांनी त्यांची बाजू पुढे नेऊन अ, मुलाला म्हणजे डिप्रेशनमध्ये आणणं किंवा मुलावर कंट्रोल करून जर प्रतिष्ठा पाळत असेन, तर कुठेतरी प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो, पुढे जाऊन आणि जर मुलगा पॅरेंट्सवर वरचढ होत असेल किंवा पॅरेंट्सचे अवमान करून किंवा त्यांच न मानता जर आपल्या करिअरला फोकस करत असेन, तर तिथेही कुठेतरी क आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागू शकते. त्यामुळं दोघांचा संगनमत खूप महत्त्वाचं आहे. मुलांनी पॅरेंट्सला समजून घ्या, अ, पालकांनी मुलांना समजून घ्या आणि दोघांचा विचार करून त्यात नक्की खरं किती चांगलं आहे आणि त्यात वाईट किती? चांगलं वाईट किती आहेत? म्हणजे त्यांची गोळाबेरीज करा. म्हणजे बघा ना, अ, मुलाने समजा आय-टी सेक्टर वगैरे निवडलं, तर तुम्ही त्यात म्हणू शकतात, की काय फरक आहेत? दृष्टिकोनाचा फरक असू शकतो. कारण पालक कसं करतात? दूरदृष्टीनं बघतात, मुलं जवळची दृष्टी वापरतात. अनुभव आहेत पालकांना, अनुभव आहेत, किती नाही म्हटलं तरी आपल्यापेक्षा त्यांना जास्त अनुभव आहेत. अ, भले त्यांना आधुनिक जगाचा नसू दे, पण अनुभव तो अनुभव आहेत. त्यांचा जोखमीचा अनुभव असतो, आपण जोखीम घेतलेली नसते आणि आय-टी सेक्टरमधे जोखीम आहेच, हे कुणीच नाकारू शकत नाहीत.
हं. बरोबर. नक्कीच, नक्कीच-नक्कीच. समजले. हं. हं, हं. बरोबर. हं. नक्कीच. बरोबर.
आणि सामाजिक दबाव असेन, तर म्हणजे पालक हे सामाजिकदृष्ट्या बघतात, की माझी प्रतिष्ठा पणाला लागेन, गावातली लोकं मला काय म्हणतीन? अ
बरोबर. असं सांगतात ना हो पालक. अरे, यानी माझं जर ऐकलं नसतं मुलांनी जर माझं ऐकलं नाही तर मला लोकं नावं ठेवतील. का ते सांगतात ना अपमानास्पद काही गोष्टी होऊन जातील. मग असंही एक डाव जर आपण आखला तर कुटुंबाची प्रतिक्ष प्रतिष्ठेला ठेच पोहोचू शकते.
हो. हो, नक्की. पण मला असं वाटतं की पालकांनी मला असं म्हणायचंय हे बघा, मुलगा तुमचं, पालक तुम्ही, तुमच्या घरातल्या गोष्टी बाहेर पाठवताच, कशासाठी? अ, तुमच्या घरात डिस्कशन करा ना या सगळ्या गोष्टींच. अ, दरवाजा बंद करून तुम्ही डिस्कशन करा. कारण कसं असतं ना? की आपण कितीही म्हणलं, भिंतीला कान असतात, पण जोपर्यंत आपलं तोंड उचकत नाही, तोपर्यंत समोरच्याला काहीच कळत नाहीत. मग तो हवेतल्या गोष्टी करू शकतो. ह्याच्या घरात असं झालं, त्याच्या घरात तसं झालं. पण कसं असतं ना, अ, माणसांना जास्त असं इगोफुली घेतात. अ, समजा, माझा मुलगा आता डॉक्टर व्हायची माझी इच्छा आहे, तर मी आधीच त्याचं मत विचारात न घेता, आधीच गावभर चर्चा करतो. अ, मी माझ्या पोराला नेटला पाठवणार आहे, कोट्याला पाठवणार आहे, अ, तो डॉक्टर होणार आहेत, त्याला १०वीला एवढे टक्के पडलेत, तर १२वीला असं करतोय, तसं करतोय. म्हणजे आपणच आपल्या स्वतःच्या तोंडाने गावभर चर्चा करतो.
हं. बरोबर. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. हो, तेच होतं नक्कीच. बरोबर. हं.
आपण त्या मना मुलाचं मत विचारात घेतलंच नाहीत.
तेच ना कारण हीच चूक होते, नाही का? याच्यामध्ये खरंच पालकांचा आणि मुलांचं सं संवाद व्हायला पाहिजे एकंदरीत नाही का? नेमकं काय करेल?
हो आणि तो झाल्यानंतर तुम्ही सांगा. काही हरकत नाहीत पण तो आधी करा तर. मुलाला विचारात घ्या, त्याच्याकडं काय स्किल आहे? त्याला नक्की काय व्हायचंय? कदाचित त्या मुलाला डॉक्टरही व्हायचं नसेल, त्याला इंजिनिअरही व्हायचं नसेल. त्याला स्वतःचा बिझनेस करायचा असेन, तर तुम्ही सपोर्ट करा. समजा त्याला बिझनेसही करायचा नसेल त्याच्याकडे कुठली कला असेल, संगीताची कला असेल लिहिण्याची कला असेल, दुसरी कुठलीही कला असू शकते. काही अ, पियानो वगैरे वादन करत असेल, गिटार वादन करत असेल, तुम्ही त्याला सपोर्ट करा आणि या सगळ्यांपेक्षा त्याला वेगळं घेऊन जा अग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल मुलांमध्ये अ, खेळासंदर्भात खूप क्रेझ आहे बरं आणि पण पालकांना असं वाटतं की खेळून काय करणार आहेत?
हो नक्कीच. हं. बरोबर, हो ना. बरोबर. तेच आहे ना मग करियर निवडीमध्ये हाच तर फरक राहतो. पालकांची निवड वेगळी आणि मुलांची अपेक्षा वेगळी. नक्कीच, एक समतोल साधायला पाहिजे, नाही का? बोलून, संवाद करून स समतोल साधायला पाहिजे. मग कधी-कधी पालकांना मनाची जाणीव करून देणं गरजेचं असतं, नाही का? मग तुम्ही कोणते शब्द वापराल, जे आदर राखून पण ठोसपणे तुमची बाजू समजावतील?
नक्कीच. हो. हो. नक्कीच, नक्कीच. हे बघा, ज्यावेळेस म्हणजे आता खेळाशी संदर्भात, जर मला जायचं आहे. अ, मला खेळत खेळात जायचं आहे आणि माझे पॅरेंट्स नाही म्हणत आहे, तर मी सुरुवातीला अ, अगदी आदरपूर्वक माझ्या पालकांना मी समजावून सांगितलं गेलं पाहिजे की न दादा, बाबा, जे काही असेल ते, अ, ह्या खेळातून मला समजा, खो-खो आवडतो किंवा मला क्रिकेट आवडतं, तर मी क्रिकेटच्या संदर्भात आधी माहिती दिली पाहिजे. का क्रिकेट खेळल्यानं माझं करियर कसं सुरक्षित आहे आणि मी किती सुरक्षित आहेत. जे की अ, गव्हर्नमेंट जॉबमध्ये पण नाहीयेत आणि आय टी सेक्टर किंवा नोक जे काही आपल्या कंपनी फील्ड आहेत, त्यात पण नाहीत. हो, मग ते मी आधी समजावून सांगितलं पाहिजे, ते पण अगदी सौम्य भाषेमध्ये.
हो, सांगा ना? हं. हं. बरोबर. कंपनी फील्डमध्ये. हं.
अ, तुम्ही पॅरेंट्सला
आवाजाचा टोन पण व्यवस्थित ठेवायला पाहिजे. मग शब्दाचे टोन. नक्कीच.
नक्कीच. कारण काय होतं ना, अ, जी गोष्ट आपण प्रत्यक्षात करायला पाहिजे, ते ना आपले एक शब्द करून जातात.
बरोबर.
आणि माहीत आहे, मी तुम्हाला यासाठी मला आवडेल की बघा, आपण एखादा दुःख घडलं, दुःखदायक प्रसंग घडले आहेत आणि आपण त्याला म्हणायचं, “ए, काय टेन्शन घेतो यार, मी आहे ना तुझ्यासोबत." मला सांगा, असं म्हटल्यानंतर, त्याला वाय कसं वाटणार आहे? आणि तेच जर आपण त्याच्या खांद्यावरती हात ठेवून जर म्हटलो, “अरे यार, कशाला टेन्शन घेतो, दाद्या, मी आहे ना तुझ्यासोबत, काय तू? मी असताना पण तू असा विचार करतो? मला असं वाटलं नव्हतं." मला सांगा, त्याच्या विश्वासाची पातळी दुप्पट वाढलेली असेन आपल्यासंदर्भात.
हं. नक्कीच वाईट. हं. बरोबर. नक्कीच, हो ना.
त्यामुळं शब्द व्यवस्थित वापरावे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये शब्द खूप महत्त्वाचे आहेत. पालकांसाठी पण आणि मुलांसाठी पण. मुलांनी पालकांप्रती सौम्य भाषेत भाषण करावं आणि सेम पालकांनी पण मुलांना समजून घेताना सौम्य भाषाच वापरावी. ना की आपल्याला जास्त अनुभव आहे म्हणून जरा जास्त अग्रेसिव बोलावं.
बरोबर. नक्कीच. नक्कीच म्हणजे एकंदरीत करिअर निवडीमध्ये पालकांची पण अपेक्षा असते आणि मुलांची पण वेगळी पण अपेक्षा असू शकते. पण दोघांनी एकत्र येऊन तो समतोल साधावा, संब संवाद साधला तर नक्कीच ते सगळे जे पण काही दुष्परिणाम होणार आहेत, ते कमी होतील आणि चांगलं एक निर्णय त्याच्यामधून निघल एकंदरीत नाही का. खरंच खूप छान सांगितले तुम्ही आणि खूप मस्त माहिती दिली. मला खरंच तुमच्याशी पुन्हा बोलायला आवडेल या विषयांवरती. बोलूया आपण, धन्यवाद.
हो. नक्कीच. मलादेखील तुमच्यासोबत या विषयावरती बोलताना खरंच खूप छान वाटलं हं आणि मलासुद्धा जेव्हा कधी भविष्यात आणखी या गोष्टीत निर्णय घ्यायची वेळ येईल, तेव्हा मीसुद्धा, 'करावे तसे' म्हणतात. तसं होईन. धन्यवाद.
हो.